जेव्हा सुरुवातीला बघा, स्वतःचं जेव्हा करायचं ठरवलं ना आव्हान, तर पहिलं एक अ, पार्टनरची जुळवाजुळव, जे सहकारी आहे. तर त्याकरता वेळ लागला ते शोधण्यामध्ये आणि ते शोधल्यानंतर पण त्यांना समजावून सांगण्यामध्ये तर खूपच वेळ गेला, की "बाबांनो, आपल्याला असं करायचं आहे, आपल्याला तसं करायचं आहे आणि असं केल्यावर असं होईल, तसं केल्यावर तसं होईल." तर एक म्हणतात ना, काय म्हणतात आपण, एक छोटेखानी हे केलं म्हणजे प्री प्रोजेक्ट.
हां, हां. हां, हां. अरे! हां, हां, हां. हो. हां, हां, हां, हां, हां.
एक आउटलाईन बनवली. तर ते आउटलाईन बनवायला मला कमीत कमी 15 ते 20 दिवस लागले.
अरे बापरे! खूपच वेळ. हां.
आणि त्याच्यावर नंतर म्हणजे नाही का, प्रेझेंटेशन कसं करायचं त्याचं सादरीकरण, अ, त्यासाठी कमीत कमी एक 15 दिवस, म्हणजे 1 महिना तर विचार करण्यात गेला, की करायचंय काय आणि ह्यांना समजावू कसं?
हां, हां. हो. हां, हां, हां, हां. नाही खरंच म्हणजे हां.
तर या साऱ्या अडचणी आल्या. त्यानंतर मग बजेटचा विषय होता. मग प्रत्येकाने कुणी कोणाच्या घरावर घरू घर गहाण ठेवलं किंवा कोणी कुठून हे केलं हां, कारण प्रोजेक्ट हा मोठा होता कारण ती कंपनी पण मोठी होती आणि कंत्राट पण मोठं भेटलं आम्हाला.
अरे बापरे! हां, हां, हां, हां. हो, नक्कीच. हां, हां, हां. समजू शकतो मी.
हो, तर ती जुळवाजुळव करण्यामध्ये जो म्हणजे अडचणी आल्या, त्या तर खूप. बट, जेव्हा सुरू झालं ना काम, तर तेव्हा एकदम स्मूथली चाललं. बट, जसा-जसा कामाचा भार वाढायला लागला ना
हां, हां. अरे वाह! हां, हां, हां, हां.
तर तसं-तसं पार्टनर पण म्हणाले, "यार, एवढं मरमर करतोय आपण आणि आपल्याला त्याचा एवढं काही आउटपुट इनपुट भेटत नाही." हां, फायदा होत नाही एकंदरीत. तर त्याकरता त्यांनी मग वेगळा पर्याय शोधला. ते इतरत्र म्हणजे त्यांनी त्यांचे मार्ग शोधले. मग मी पडलो एकटा. तर त्या एकटेपणाने मला एवढं शिकवलं ना, की आयुष्यात जी प्रेरणा मिळते ना, तर ती इथूनच मला मिळली की माणूस
हां. फायदा होत नाही आहे. हां, हां, हां, हां, हां. हो. अरे आणि तो बघण्याचा दृष्टिकोन बदलला.
बिलकुल, बिलकुल. कारण मला आधी काय वाटायचं, जसं मी बोललो, की की बघा, एखादं काम हाच व्यक्ती करू शकतो, की ते काम तेच व्यक्ती करू. असं काही नाहीये. तुम्ही जर थोडंफार त्यामध्ये पडलात, तर नक्कीच तुम्हाला त्या गोष्टींची म्हणजे एक समज येणार आहे आणि ती गोष्टी आपण करू शकतो.
हां, हां, हां. हां, हां, हां, हां. नक्कीच, नक्कीच. तर तुम्हाला असं काय वाटतं, की त्या प्रोजेक्टमध्ये तुम्ही काही चुकी केली, जी कधी तुम्ही नवीन प्रोजेक्टमध्ये नाही करणार आहात, असा काय दृष्टिकोन आहे तुमचा त्यात?

हो. अगदी बरोबर. कारण होतं काय माहिती आहे का आता ते कामात बघा रस पण खूप होता. उत्साह पण खूप होता. बट काय म्हणतात ना मॅनपॉवर आणि जे बजेट पाहिजे होतं ना ते एक्चुअली एकदम कमी पडलं माझ्याकडं हां होतं एक्चुअली.
हां, हां, हां. हो. नक्कीच. ते नव्हतं तुमच्याकडं. तर तुम्ही त्यासाठी असं कधी केलं नाही का. मग दुसरे फायनान्सर वगैरे शोधले किंवा पार्टनर शोधले?
नाही, नाही. या कामाचं काय आहे माहिती आहे का आपलं काही फर्म नाही आहे. किंवा एखादं म्हणजे काय ऑफिस नाहीये.
हां, हां, हां. अच्छा. हां, हां. सॉफ्टवेअर आहे ते.
किंवा अशी रजिस्टर कंपनी नाही किंवा आपण म मार्केटिंग नाही केलेली. तर अशा वेळेस काय होतं इन्व्हेस्टर पण गॅरंटी मागतात की बाबा काय गॅरंटी आहे?
हां, हां, हां. हां. काय गॅरंटी आहे? नक्कीच.
तर मी गॅरंटी काय देणार तुम्हीच सांगा ना?
हो नक्कीच. म्हणजे असं म्हणतात ना, की हां तुमचं म्हणजे ते म्हणणं मला समजू शकतं.
हो.
तर तुमचं ते स्टार्टिंगला जेव्हा पार्टनरशिप तुम्ही सगळ्यांनी मिळून केलं. त्यात तुमची भूमिका काय होती?
अ, त्या भूमिकेमध्ये बघा माझी भूमिका अशी होती मी को-फाउंडर
हां, हां.
प्लस एडवायझर होतो. आणि ॲज अ, जे इंजिनिअर म्हणून काम होतं आमचं जे सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटचं. तर ते पण मीच करायचो म्हणजे अट अ, टाईम तीन कामं असं नाही म्हणजे मी एकटाच एवढा भार घ्यायचो. सर्वजण मिळून मिसळून करायचे, बट झालं काय की त्यांना एक म्हणजे काय म्हणतात ना त्या स्टार्टअपमधून जो इनपुट असतो. तर तो भेटत नव्हता.
अरे वाह! हां, हां. अरे वाह! हां, हां, हां, हां, हां. हां, हां. अच्छा. हां, हां, हां, हां, हां.
हो तर ते पार्टनर गेले सोडून वैतागून. म्हणजे काय माहिती त्यांचं म्हणजे काय म्हणतात मेंटॅलिटी एक वेगळी वगैरे. पण त्यातून एक्चुअली मी खूप साऱ्या गोष्टी शिकलो. म्हणजे ते जेव्हा सोडून गेल्यानंतर त्यांचं पण काम मी करायला लागलो.
ओके. हां, हां, हां, हां.

हो एक्चुअली त्या ठिकाणी ना, माझं व्हायचं काय माहिती आहे का मी जेवढा वेळ द्यायचो. तर तो वेळ अपुरा पडत होता आणि एक अ, मॅनपॉवर जी असते म्हणतो ना, आपण एक अ, काय म्हणतात त्याला एक अ, खूप सारे म्हणजे हे असतात. आपण जसं पुढं-पुढं घडत असतो. जसं आपल्याला लहानपणापासून बघा अ, प्रत्येक म्हणजे आपल्या कुटुंबाचा वाटा आहे आपल्याला घडवण्यात. तसं एखादं काम किंवा प्रोजेक्ट जर आपण घेतला तर ते कामाला करण्यामध्ये फक्त एकट्याचं हे नसतं योगदान. खूप साऱ्या जणांच्या म्हणजे प्रत्येकाचं योगदान असतं त्यात. हो. तर ते सर्वांचे हं, बोला.
हां, हां. अच्छा. हां, हां. हो, नक्कीच आहे. हां, हां. हो, नक्कीच. योगदान असतं. हां, हां, हां. तर तुमच तुम्ही तेव्हा वेळेचं व्यवस्थापन कसं केलं? मग तुम्ही म्हणत होता की वेळ अ, पुरत नव्हता.
हो त्या प्रोजेक्टवर वेळ पुरत नव्हता. तर त्यामुळे मी काय केलं, कामाला लोकं वगैरे ठेवले बट अ, शेवटी जे व्हायचं तेच झालं.
हां, हां. अरे! <tsk>
तर काम वेळेत पूर्ण नाही करू शकलो, त्यामुळे मग मुलांनी काढता पाय घेतला.
हां, हां, हां, हां, हां.
आणि मग त्यानंतर कंपनीला पण मला हे करावं लागलं. म्हणजे कंत्राट अ, कॅनसल करावं लागलं.
अरे बापरे! हां, हां, हां. समझलं.
आणि तर यावर मार्ग म्हणून मग मी दुसऱ्या प्रोजेक्टमध्ये एक अ, उडी घेतली आणि सध्या त्या प्रोजेक्टवर काम करतो आहे. हां, तर हा प्रोजेक्ट असा फ्रीलान्सिंग टाइप आहे आणि यामध्ये असं आहे की कामगारांची गरज नाही आहे. पैसे थोडे कमीच मिळतात बट ठीक आहे. पहिलं जे दडपण यायचं तर ते आता दडपण नाही आहे. एक अ, म्हणतात ना फायनान्शियल किंवा मेंटल फ्रीडम या कामामध्ये खूप आहे.
अच्छा, हां, हां. हां, हां, हां. अरे वाह! हां काहीतरी आहे. हां, हां, हां, हां. हो, हो, हो, हो, हो, हो. नाही खूपच अ, चांगलं म्हणजे तुम्ही अ, सांगितलं नाही का. पण त्या प्रोजेक्टमुळे तुमच्यावर असं काही अ, बदल घडला असं तुम्हाला वाटतं का?
हो, खूप अ, म्हणजे जो पहिला होता ना, ज्यामध्ये नुकसान झालं अतोनात. तर त्या नुकसान भरपाई करण्यासाठी मी जे प्रयत्न केले. जी प्रयत्नांची पराकाष्टा केले, तर त्यामधून मला खूप साऱ्या गोष्टी शिकायला मिळाल्या. जसं की एक म्हणतात ना, स्वावलंबन किंवा आत्मनिर्भरपणा
हां, हां. हां पहिलावाला. हां, हां. अच्छा जसं. हां, हां. हो. हां, हां, हां.
अजून अ, जिद्द, चिकाटी या खूप साऱ्या गोष्टी अशा म्हणजे मला समजत गेल्या, मला कळत गेल्या. आणि आपसूकच त्या, त्या ज्या गोष्टी मी शिकलो त्या प्रिव्हियस प्रोजेक्टमधून. तर नक्कीच या जो आत्ता ज सध्या जो चालू आहे, तर त्यामध्ये मी नक्कीच वापर करणार आहे त्याचा. आणि त्यामधून होईल काय की जे पूर्वानुभव आहेत. तर त्याचा ग्रह मनात न राहता यामध्ये मी चांगल्या प्रकारे काम करू शकतो.
हां. अरे वाह! अरे वाह! वाह! खूपच छान.

अच्छा. हां, हां, हां.
हो. तर निर्णय घेताना ना, एक अ, म्हणजे काय म्हणतात ना आपण एखाद्याचा हे असतं आपल्यावर दडपण. की "बाबा तू हे कर, तू हे कर." तर असं नाही. झुगारून द्यावे सगळे निर्णय. आणि स्वतःला जे योग्य वाटतं ते करावं.
हां, हां, हां, हां, हां. अरे वाह! खूपच छान. म्हणजे अ, म्हणतात ना "ऐकावं जनाचे आणि करावं मनाचे" असं म्हणायचंय तुम्हाला.
नाही, नाही. करावे तर मनाचे बट जनाचे पण ऐकावे. नाहीतर होतं काय माहिती आहे का मला खूप जणांनी सांगितलं होतं <chuckles> की हे काम झेपणार नाही, झेपणार नाही. तर मी ऐकलं नाही. मी म्हंटलं की मी करेल, पण शेवटी काय झालं बघा
<chuckles> अच्छा. <chuckles> हां, हां, हां. हां.
तर अशा पद्धतीने हं.
समजू शकतो मी हां, हां, हां. नंतर तुम्हाला लोड आलं आणि तुम्हाला ते कॉन्ट्रॅक्ट वापस करावं लागलं. आणि कर्ज काढून तुम्हाला अ, त्या कॉन्ट्रॅक्टदाराचे पैसे तुम्हाला परत करावे लागले. आणि त्यामध्ये तुम्ही हां, जसं मला समजतंय की तुम्ही त्यामध्ये खूप प्र मेहनत घेतली. तुमचे काही जवळचे मित्र होते. ज्यांचा मोलाचा वाटा होता. तरी सुद्धा त्यांनी त्यातनं मघार काढली. आणि तुम्ही ते अ, म्हणतात ना, चांगल्या रीती अ, फेस केलं. ती खूप मोठी गोष्ट आहे, म्हणजे
हो. ह्या अशा अडचणी आल्या. हो. ॲक्चुअली त्यातून म्हणजे माहिती आहे का मी सावरलो ना तर त्या सावरण्यामध्ये आणि त्या स्ट्रगलमध्ये जो काही म्हणजे जो पिरियड होता जो काही काळ होता. तर त्या काळामध्ये एवढ्या गोष्टी कळल्या ना, की म्हणजे पुस्तकातून न शिकणं येणाऱ्या गोष्टी त्या त्या त्यातून शिकलो हो, अनुभवांतून शिकलो. अगदी बरोबर बोललात.
हां, हां. हो, हो, हो. हं, हं, हं. अच्छा. अनुभवाने शिकला तुम्ही ते. नक्कीच, नक्कीच. खूपच अ, म्हणजे म्हणतात ना छान प्रकारे अ, आपण माहिती मला दिलीत की कशाप्रकारे तुमच्या एका प्रोजेक्टने पूर्ण दृष्टिकोन बदलला हां, आयुष्य बदललं. खूपच छान वाटलं मला आपल्यासोबत बोलून. आणि खरंच धन्यवाद आणि आपण खरंच पुन्हा भेटूया.
आयुष्य बदललं माझं.